हां.
लग्नाच्या, मला जायचं होतं मग ट्रेन ने आणि कारण की तेच ऑप्शन होतं. मला काम पण महत्वाचं होतं आणि त्या गोष्टी पण महत्वाच्या, सुट्टी भेटत नव्हती. मग त्यामुळे सगळा लफडा झाला होता आणि खूप माझी म्हणतात ना, अरे बापरे! तेव्हा मी पोहचलो आणि ती ट्रेनमध्ये बरोबर ट्रेन यायच्या आधी पोहचलं ना, मला असं वाटलं मी जग जिंकलं. <chuckles>
ट्रेन ने, बरोबर. ते महत्वाचं होत, सुट्टी भेटत नव्हती. हं. हो. हो ना. <chuckles> चांगलाच एकदमच अ, विलक्षण अनुभव होता म्हणायचा आणि
हां ना. हां आणि त्यात रस्ते माहिती नाही. Google मॅप्स वापरतोय मी, नॉनस्टॉप हायवेला ताणतोय, एक्सप्रेसवेला गाडी, खूपच हालत खराब झाली होती माझी ती.
हां, बाप रे! हो आणि खूपच आणि ते डेअरिंगच म्हणायचं ना, तुम्ही एवढे पटपट-पटपट एक्शन घेऊन काहीतरी हे केलं आणि ती म्हणजे मिस होऊ दिली नाही ट्रेन म्हणजे कुठेतरी जाऊन पकडली हां.
हां, हां. हां नशीब हां आणि ती कार नसती ना, मग नसती भेटली मला ती. बाईकवर पण असतो ना, तरी नसती भेटली. कारण की बाईक एवढी पळवता येत नाही.
हो मग ते पण अ हां मग ते असं तुमच्याकडे काही बॅकअप प्लॅन होता का काही म्हणजे की बाबा अ, असं म्हणजे बाबा ट्रेन गेली तर बस पकडायची किंवा काय?
नाही ना. बस नाही आहे ना बसला खूप टाईम लागतो तिथे पोहचायला.
अच्छा पण अ, बाकी म्हणजे असं व विमान जर्नी वगैरे असं काहीच ऑप्शन नव्हतं का तुमच्याकडे त्यावेळी?
<chuckles> बजेट. <chuckles> बजेट बजेट नव्हतं विमान जर्नीच माझं आणि ट्रेनचं टिकट बुक झालेलं होतं ऑलरेडी अ, खूप अ, म्हणतात ना
हो, तो एक मोठा इश्यू असतो. हां, बरोबर आहे. हो आणि तो तो पण लॉस झाला असता परत तुमचा तो कॅन्सल झालं असतं.
हां आणि ते 1st ए-सीचं होतं मग प्लस ते एवढं मागतलं तिकीट मग ते असं वाया घालवलं तर मग ते कुठं लफडा होईल नाही का माझा. असं आणि अ, फ्लाईट त्या टाईमिंगला अवेलेबल असतात, नसतात त्या गोष्टी बघितल्या नव्हत्या मी नाही का? अ, त्यावेळेस लक्षात नाही आलं मला हे फ्लाइटचं आणि मला माझे पैशेचं नुकसान झालेलं बघवत नाही.
हो, हो. हां मग? हो, हो. बरोब

हो, ना. नक्की, मग त्यावेळी एवढ्या डिजिटल ऑनलाईन सुविधा नव्हत्या ना, किंवा ई ई बस किंवा आपल्या Ola वगैरे हां, Ola किंवा Uber वगैरे असं काहीच नव्हतं त्याच्यात.
हां, हां. नाही तसलं काही नव्हतं त्यावेळेस नाही तसलं काही नव्हतं त्यावेळेस. Uber पण मला असं वाटत अ, होत असेल पण माहित नाही मला. पण त्यावेळेस एवढं Uber परवडणारं नव्हतं खिशाला.
हो, बरोबर.
पगार 7000. त्यात मी Uber केलं तर मला काय परवडणार होत? <chuckles> त्यावेळेस, दोन हजार तेरा मध्ये हां.
उभी राहू. नक्कीच. हां, त्यावेळेस हां, हां. पण आता बऱ्यापैकी सुधारलंय असं वाटत नाही
आता काही प्रॉब्लेम नाही आहे. आता माझ्याकडे म्हणतात ना बँक बॅलन्स एवढा आहे ना मी स्वतःच हेलिकॉप्टर करून जाऊ शकतो. <laughs> हां, हां. पण तेच असतं त्यावेळेसचे दिवस वेगळे होते. आता विषय नाहीये. आता मी कोणालाही फोन लावून कार घेऊन बोलवू शकतो. भाऊ आहेत, सगळे आहेत. आता काही नाही. त्यावेळेस नव्हतं आमच्याकडे, त्यावेळेस आम्ही खूप गरिबीत होतो आणि
काय सांगताय! चांगलीच प्रगती केलीये तुम्ही मग हो, ना. हो, हो, हो. मग त्यावेळी सोयी-सुविधा पण इतक्या नव्हत्या त्यावेळी. हां.
हां, नव्हत्या. आता काही प्रॉब्लेम नाही आहे. आता कार आहेत, Uber आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पाहिजे त्या गोष्टी बोलून आपण जाऊ शकतो नाही का आणि हां, या वेळेस आता प्रॉब्लेम पण नसतं कधीही. जातील कधी. हॉटेलला थांबू शकतो कुठेही, काहीही करू शकतो.
हो, सगळं झालंय. नक्कीच, नक्कीच. हो, हो. नाही. आता आणि ऑप्शन बरेच आलेत. आता डिजिटल पेमेंट आलंय आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण बरेच चेंजस आलेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण आपलं डेव्हलप झालंय म्हणायचं त्यामुळे.
हो, हो, हो. नक्कीच. हां. नाही ते आहेच. नक्कीच खूप छान वाटलं बोलून.
हो. तर नक्कीच छान वाटलं, मला तुमच्याशी आणि तुमचा अनुभव नक्कीच उपयोगी आहे आणि मजेशीर आहे आणि त्यातून नक्कीच अ, टिप्स पण मिळाल्या यंग जनरेशनला.
हो, हो. धन्यवाद. नाही, धन्यवाद. मला पण छान वाटलं बोलून.
तर छान वाटलं मला एक बोलून तुमच्याशी. तर
हो, हो. पुन्हा भेटूया लवकरच.
हो, नक्कीच. धन्यवाद.

कारण, की ट्रेन हुकणं म्हणजे अ, खूपच हां, आणि मला कळेना आता काय करू, काही नाही. मग मी काय केलं
म्हणजे चुकलेल्या ट्रेनमुळं. हां. हो ना. गोंधळलेल्या अवस्थेत. हां.
हां, म्हणजे ती ट्रेन हुकलीच नव्हती पाहिजे कारण, की मला जायचं होतं लग्नाला एकाच्या, भावाच्या आणि ते ट्रेन हुकली म्हणजे अ, मी एकदम म्हणतात ना असं काठावरच होतो. ती ट्रेन मला पोहचवणार आणि मी त्याच दिवशी, त्या लग्नाच्या दिवशी सकाळी तिथं पोहचणार, आवरणार वगैरे अन् लग्नाला पोहचणार. मग
अरे, बापरे! अरे, बापरे! मग मग ते सगळं मिस झालं का तुमचं म्हणजे क्षण वगैरे ते?
अं, नाही, नाही. मी थोडी युक्ती केली. अ, मग माझा मित्र होता सोडायला आलेला, त्याला म्हटलं, "भो कार काढ लवकर आणि फास्ट पळव," नाही का आणि मग ती कार मी बसलो आणि त्याला म्हटलं बस साइडला आणि ते फास्ट पळवायला लागलो. मला माहिती नेक्स्ट स्टेशन कुठे थांबणार आहे ती नाही का. मग खूप अ, पळवत-पळवत मी त्याच्या नेक्स्ट स्टेशनच्या पण नेक्स्ट स्टेशनला गेलो कारण, की इथे-तिथे स्टॉप घेणार, तिथे पोहचणं शक्य नाही होणार कधी-कधी नाही का. मग त्याच्या पुढच्या स्टेशनला मी अ, खूप अ, फास्ट कार पळवली. 60 किलोमीटर मी असं फास्ट तिथे पोहचलो आणि हां, हां. खूप अडचण ट्रॅफिक सगळ्या गोष्टी हॉर्न देतोय, सगळ्या गोष्टी करतोय आणि म्हणतात ना वैताग आला होता मला खूप कारण, की नाही मग भेटली, तर मग संपला विषय कारण, की अ
हां. हां, बरोबर. हो ना, न हो, बरोबर. हो. अरे, वाह! काय सांगताय? हां. संपलंच, हो आणि मग हे पण अ, रिस्क असते ना, पुन्हा गाडी किती फास्ट चालवायची, किती लिमिट. पुन्हा पोलिसांनी पकडलं वगैरे काय झालं तर काय?
किती लांब जाणार? हां. मी त्या दिवशी अ, हां. आणि त्यादिवशी मी सिग्नल-बिग्नल सगळं तोडत होतो. कमीत-कमी तुम्हाला सांगतो अ, मी कधी एवढी फास्ट गाडी चालवणार नाही. मी 120, 130 ला कार चालवत होतो त्या दिवशी.
अरेरे!

हां. अ, हं. धमकी द्यायची.
तर दुकानदाराला धमकी दिली होती. तू मला टायमिंग दिला, त्याच्यापेक्षा लेट केलं सगळ्या गोष्टी. 2 दिवस लेट दिलं मला, प्लस 2 दिवस लेट तर लेट प्लस तुम्हाला टायमिंगमध्ये नाही कंप्लीट करून दिलं. ते 2 दिवस पण उशिरा लावले. त्यामुळे चिडलो होतो मी खूप त्याच्यावरती नाही का दुकानदारावरती, त्याला म्हंटलं मला नाही भेटलं, ट्रेन हुकली तर मी आहे आणि तू आहे.
हो. हो ना, बरोबर. हां. हो, बरोबर आहे आणि बरोबर. हां. हो ना. तंबी दिली का त्याला? <chuckles> हां, हां. नाही तर काय, हो आणि अशावेळी केलं, की मग डोक्यात राग जातो माणसाच्या असं होतं म्हणजे. हो.
हां, हां, हां, हां, त्यांनी माझ नुकसान केलं, तर मग मी त्याला काय आरती ओवळू का? चिडलो होतो. हां, ना, मग त्यामुळे ते एक विषय झाला होता आणि नंतर मस्त खूप चूक हुकल्यात माझ्याकडनं.
हं. हो, मग तुम्ही ते लगेच काय, म्हणजे पर्याय वापरले त्यावेळी, म्हणजे फोन करून सांगितलं का त्यांना किंवा दुसरी गाडी पाठवता किंवा काय असे ऑप्शन काय निघाले त्यावेळी आणि तुमच्यासाठी, पाहुण्यांबरोबर काही डिस्कशन केलं त्यावेळी तुम्ही?
कोणाला? नाही, नाही, नाही, केलं त्यांना सांगितलं असतं ना, माझ्या मम्मीला मी ट्रेन हुकलोय, तर माझ्या मम्मीनी मला लय ऐकवलं असतं.
हां. हां, हां, बापरे! म्हणजे का म्हणजे अ, असं काही, म्हणजे त्या रागी
मम्मीच्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं ना.
हो, हो, हो, हो, बरोबर.
आईकडचे लोकं म्हटलं, तर आईला लय जिवाळू असतात. त्यामुळं ते हुकलं असतं, हां. ते होतं असतं तर मग
हां, म्हणजे जिथे यावं हो. बापरे! तुम्ही नाही काही नाही केलं, तरी ॲट लिस्ट उपस्थित राहून अ, पटकन निघून गेला तरी चालतं, पण आलं पाहिजे आणि उपस्थित राहिलं पाहिजे. हां.
हां, हां. हो आणि ते, तेच ना आणि भावाचं लग्न म्हटल्यावर मग ते पोहचणं गरजेचं आहे, नाहीतर मग अ, खूपच नाचक्की झाली असती, नाही का. मला काही करून पोहचायचं होतं.
हो. ना हो ना, ते तुम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज केलं म्हणायचं मग. अ, आपल्यापैकी मग प्रत्येकाची एक ना एक अशी
आणि खर्च पण खूप झाला कपड्यांमध्ये.
बस चुकली, अशी स्टोरी असते. तर तुमची काय अशी स्टोरी आहे का, बस चुकली बाबा माझी असं, ट्रेनचं झालं, तर बसचं काही आहे का?
हां, खूप अ, खूप-खूप चुकली.
हां, बरं.
कॉलेजला जाताना तर बस एवढ्या चुकल्यात, काय सांगू तुम्हाला, विचारूच नका आणि ऑफिसला जाताना पण बस खूप चुकल्या आहेत.
हां, हां, हां. <chuckles>